अ, मी जसं म्हणाले, की पण असतं ना, की ते अ, सिच्युएशनवर डिपेंड्स आहे. पण मला आता खरंच पर्सनली मी सांगेन, की मला व्हॉईस नोट्स पाठवायला आवडते. म्हणजे माझ्या घरातल्या कुटुंबामध्ये मला मेसेज करायचा असेल, तर मी व्हॉईस नोट्स पाठवते आणि म्हणजे असतं ना, की ते जरा पटकन टाइप केलं तुम्हाला म्हणाले, की कधी-कधी आपण बघा ना, ऑफिस पण कंटाळले असो, दिवसभर त्या कीबोर्डवर आणि मग परत घरी येऊन चॅट किंवा मला तर वाटतं, की म्हणजे ते ऑफिसमधले जे काही फॉर्मल्स आपले ग्रुप असतात, तर त्यांना ठीक आहे तिथे आपण चॅट करू शकतो. पण घरातल्यांसोबत आपण नक्कीच व्हॉईस नोट्सवर देखील म्हणाले, की शुभेच्छा वगैरे आपण देऊ शकतो, व्हॉईस नोट्सवर. तर अ, त्याचा एक नक्कीच एक वेगळा प्रभाव पडतो. तर शुभेच्छांसाठी तुम्ही नक्कीच व्हॉईस नोट्स वापरू शकता अ, असं मला वाटतं, की आणि ते चांगलं देखील वाटेल.
हं, हं, हं. हो, हो, हो. हो, हो, हो. हो, हो. खूपदा बघा ना, म्हणजे असं जे म्हणतात डिजिटल साक्षरता जी म्हणजे खूप लोकांना मोबाईल म्हणजे नाही का, टायपिंग करता येत नाही, म्हणजे काय नाही. तर त्यांच्याकरता हा खूप चांगला पर्याय आहे. म्हणजे ते नाही का, आपलं एक जस्ट क्लिक केलं हं, हं.
हं. नक्कीच. आता बघा ना, की आहा, आणि आपल्या आजी-आजोबा त्यांना जर टाइप करायला त्रास होतो तर, ते व्हॉईस नोट्स पाठवू शकतात. असं मी माझ्या आजीलापण शिकवलेलं आहे. मग तिला येतं, पण आता कसं त्यांचं वय झालं तर, ते थोडं बघणार त्यापेक्षा मग तिला मी सांगितलं, की "या बटनावर जायचं आणि तिथे माझा फोटो आहे म्हणजे माझ्या फोटोवर तू गेलीस तर, तिथे सांगायचं, की या बटनाला असं दाबायचं आणि मग तू विचार विचारू शकतेस, की काय करतेस? किंवा काय?" तर ते एकदम मला वाटत सोप्पं आहे. असं बघा ना, म्हणजे त्या ज्यांना वाचता येत नाही लिहता, त्यांना त्यांच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे. पण जे वृद्ध आहेत त्यांना थोडासा तर, त्यांच्यासाठी देखील हा खूप चांगला ऑप्शन आहे असं मला वाटतं. "काय करतेस वगैरे.?"
बिलकुल, बिलकुल. हं, हं, हं, हं. हं, हं.
असं म्हणजे आपल्याला विचारतात.
हो, हो. आणि एक म्हणजे नाही का प्रवासाचं माध्यमपण एक सुकर होतं, त्यामुळे म्हणजे त्यांना म्हणजे टाइप करायला वेळ लागतो त्या अक्षरं समजायला नाही का टचस्क्रीनला हां, हां.
नक्कीच, नक्कीच. हो. बरोबर. तेच मला म्हणायचंय, की म्हणूनच हा प्रभावी म्हणजे अ, म्हणजे असू शकतो, की जे व्हॉईस नोट्स आहेत, ती प्रभावी ठरू शकते या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणून.